जुन्या काळात म्हणजे मला तरी असं वाटेल, की खूप जणं असे ते शिवून घ्यायचे कपडे आधी तरी असं मला आठवतं म्हणजे जेवढं आठवतंय. नंतर-नंतर ते असे जे म्हणजे जगभरातली फॅशन जेव्हा ते थोडे बजेटवाले स्टोअर्स म्हणा किंवा इव्हन थोडे मिड रेंजचे स्टोअर म्हणा, ते लोकं अख्ख्या जगभरातली फॅशन इंट्रोड्यूस करायला लागले भारतामध्ये, मग तेव्हा लोकं अ, ते असं होतं, की ते ट्राय करून बघतात, मग असं आवडतं कधी-कधी लोकांना मग काय आता करतात मग लोकं खूप सारं ट्राय, तर त्याच्यामुळे आता थोडं अ, खूप वेन खूप नानाविध प्रकारचे फॅशन्स आलेत आता आणि खूप सारे कपडे आलेत आणि खूप विविधता आली आहे कपड्यांमध्ये असं, खूप छान झालंय म्हणजे आता. आधी पण असं नाही म्हणत की मी वाईट होते वगैरे पण आधी असं बऱ्याचदा होतं ना, की कुर्तेच घालायचे किंवा अ, शर्ट्स घालायचे, शर्ट, पँट ते शिवून घ्यायचे लोकं, तेच घालायचे.
हो. अगदी बरोबर. हो. हं. हो, किंवा मग ते धोतरसुद्धा घालत होते जुन्या काळात.
हां, बरोबर, बरोबर. जुन्या म्हणजे थोड्याशा रुरल एरियाजमध्ये धोतर वगैरेचा पण ट्रेंड
हो. हो, म्हणजे अजून पण घालतात, माझी आजी, आजोबा वगैरे सर्व. आजी नऊवारी साडी नेसते, आजोबा धोतर वगैरे घालतात अजून पण असं असतं.
हो, हो. हो. हो, हो. म्हणजे आता बघा ना, आता घुमून फिरून असं होतं की बऱ्याचदा जुनी फॅशनच नवीन म्हणून येते. तर आता तुम्ही
हो, म्हणजे कॉलेजमध्ये पण अ, कार्यक्रम असल्यावर धोतर वगैरे घालून येतात आजकाल मुले.
हं. हो, हो आणि तुम्ही जसं नऊवारी साडीचं उदाहरण दिलं ना, तर आता तो उलटं म्हणजे मुलींना खूप आवडतं नऊवारी साडी वगैरे नेसायला, अ, जेव्हा काय असं ट्रेडिशनल डे असतं किंवा सण असतात तेव्हा ऑफिसमध्ये.
हो. हो, खरं आहे. हो, मोस्टली मुली तर नऊवारी सारीच नेसतात ट्रेडिशनल डेला खूप साऱ्या. हो.
हो, आहे ना. हो, तेच, तेच.